हो ना, म्हणजे ही गोष्ट झाली होती मी तुम्हाला माझाच अनुभव सांगते, की इतकी निराशा झाली होती. म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्याला डिप्रेशन झालंय, क्लिनिकल डिप्रेशन झालंय, तसं झालं होतं. काय झालं होतं इथे अ, लॉकडाऊन लागलं होतं ना, मुंबईला कोविडच्या दरम्यान आणि त्यावेळेस माझं अ, दुसरं बाळ झालं होतं, म्हणजे माझी मुलगी झाली होती. आणि इथे मुंबईत माझ्याकडे कोणीच नव्हतं, माझी काळजी घ्यायला. तर अ, माझ्या मिस्टरांचं तर अ, तेही थोडे दिवस म्हणजे दुसरे ठिकाणीच होते त्यांच्या कामासाठी जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं, तर तिथून घरी पोहोचायला
हां. सांगा ना. अरे, बापरे! हो ना, हो ना. बरोबर. अरे. अच्छा. म्हणजे तुम्ही आणि तुमची 2 मुलं एवढेच तुम्ही घरी होते फक्त?
हो, म्हणजे मी, माझा मुलगा जो 4 वर्षाचा होता आणि माझं नवीन बाळ. तर कसंबसं शेजाऱ्यांच्या मदतीने आम्ही हॉस्पिटलला वगैरे गेलो, तिथे डिलिव्हरी झाली. मग बाळाला घेऊन घरी आले. मग शेजाऱ्यांनी मदत केली. पण तेही किती करणार ना?
अरे, बापरे! हे अवघडच होतं हो. किती करणार? बरोबर आहे ना.
आणि कोणी ना कोणी सोबत असलं पाहिजे आणि आई-बाबा, सासू-सासरे सगळे गावी होते. आता तिथून त्यांना इतक्या म्हातारवयात मुंबईपर्यंत येणं शक्य नव्हतं कोव्हिडच्या टाईमाला.
हं, हं. शक्यच नव्हतं आणि तेव्हा खूपच स्ट्रिक्ट होतं ना, सगळं की सहज प्रवास पण करता येऊ शकत नव्हतं. अच्छा, मग पुढे काय झालं?
हो ना. आणि म्हाताऱ्या माणसांना तर यायला देतच नव्हते कुठेही प्रवासाला. म्हणून ते नाही अ, होते माझ्यासोबत आणि कोणीच नव्हतं. तर थोडीफार मदत शेजारी-पाजारी करायचे आणि फोनवर आई-बाबांशी बोलणं व्हायचं. पण त्यावेळेस असं असतं ना, की अ, आई आणि बाळ दोघांची तब्येत खूपच सांभाळावी लागते. म्हणजे 40 दिवस तर त्यांना फक्त आराम करायचा असतो, पण मला काही आराम करायचा काही चान्सच नव्हता. कारण माझ्याशिवाय घरात कामं करणारं कोणीच नव्हतं.
नव्हते ना. हो, हो. अच्छा. हं. हो ना. हो. हो ना, हो ना. अगदी. हां, कोणीच नव्हतं. हो, हो. अरे, बापरे! मग मग तुम्ही सांभाळलं स्वत:?
तर नवीन बाळासोबत, आणखीन एक माझं मुल मुलाला सांभाळायचं होतं. तर ह्या सगळ्या परिस्थितीत ना मी खूपच निराश झाले होते आणि खूप एकटं वाटायचं मला.
साहजिकच आहे. म्हणजे आता, म्हणजे मला इमॅजिन करतांना पण थोडंसं म्हणजे समजू शकतो. कारण मलाही 2 मुलं आहेत आणि मी तर आता लॉकडाऊन वगैरे नाही आहेत आणि सेम मला समजू शकतो बघा आणि एक सिंगल पॅरंट तर म्हणजे आणखीनच अ, म्हणजे निराशा येण्यासारखंच आहे. मग कसं सावरलं तुम्ही स्वतःला किंवा त्यावेळेला कसे विचार यायचे सुरुवातीला?